हो. म्हणजे बघा ना. मला 1 सुपरवायझर चेंज झाला, 2 झाला, 3 झाला. सगळ्यांना तोच प्रॉब्लेम येतोय म्हणजे पाणी कुठे तरी दुसरीकडेच मुरतंय ना. मग मी माझ्या केबिनमधनं बाहेर निघून ते गोष्टी हाताळायला गेलो. मला कळलं की पाणी कुठं शिजतय. मग त्यांना सांगितलं, "की बाबा तुम्ही चांगलं व्यवस्थित काम करा. मला आजपर्यंत तुमची कधी कंप्लेंट आली नाही. पण तुम्ही हे जे करताय ना, ते चुकीचं आहे. छोट्या-मोठ्या गोष्टी करताय, की ह्या धमकी देत आहे मी निघून जाईल, सगळ्यांना घेऊन निघून जाईल. युनिटी बनवली आहे. तर हे गोष्टी मला नाही चालणार."
हां आपण बरोबर. अगदी बरोबर माझ्या लक्षात आलं तुम्ही काय म्हणतायत. पण या सर्वामध्ये तुम्ही अ, असं नाही वाटत का? की सुपरवायझर्सची ही थोडी चुकी होती. कारण तो विश्वासात त्यांना घेण्यासाठी असमर्थ ठरला असं तुम्हाला नाही वाटत का?
हं, हं, हं. नाही, नाही. अ, नाही म्हणजे खरं सांगायला गेलं ना, ही कामगारच माजली होती. मी सगळ्यात जुना होतो, त्या कंपनीमध्ये माझ्यानंतर हे आले होते. तर मला माहिती आहे ना, जुने झाल्यावर ह्यांनी काय करायला चालू केलं? स्वतःला मोठे युनिटी समजून, मग दुसऱ्यांना त्रास द्यायला चालू केलं. आणि बारक्या हां. बारक्या ऑनरला पण कंपनीचा जो आहे डायरेक्टर त्यालासुद्धा त्रास एकदा दिला होता. तर अ, मला माहिती आहे की ह्या गोष्टी हे करतातच आहे. आणि मला मग ते वेळ आलती मी बोललो. मग त्या दिवशी ते गप्प बसले, काम केल्यावर आणि दुसऱ्या दिवशी भाऊ आलेच नाही ना, कंपनीमध्ये सकाळी सकाळी. आणि तो
अच्छा. हं, हं. हं. हां, हां. हां. म्हणजे त्यांचं कॉमन प्रॉब्लेम. अच्छा बरोबर आहे त्यांचं एक म्हणजे येतो काय? जसं तुम्ही म्हणालात युनियन टाइपचं ते बनवतात मुद्दामहून. म्हणजे कोणालाही एकाला काही आपण वाईट वगैरे बोललो तर, त्यांचा पॉवर एक दाखवायचा प्रयत्न करतात की कंपनीच बंद पाडेल आम्ही, तुमचं कामंच कस होईल बघतो, नाही का. हं, हं. हं.
अ, हां, हां. हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हां. मग काय झालं? की मला सकाळी सी-ई-ओचा फोन आला. आता अ, इम्प्लॉइज कसं ती लोकं येतात 9 वाजता पहाटे आणि मी जायचो 11 वाजता मॅनेजर असून सुद्धा. तर मला सी-ई-ओचा फोन आला की "भाऊ तू काहीतरी अ, बोलला आहेस का? काल कामगाराला." मी म्हटलं, "नाही तर काय, काय झालं काय बोललो कुणाला?" मला आठवत नव्हतं ना. नंतर मी म्हटलं की "हां, आठवलं मी त्यांच्यावर चढलो होतं थोडं नाही का, म्हटलं आवाज वगैरे नाही का? काम करत नव्हते मग." मग म्हणला, "अच्छा, अच्छा नाही रे, ते कामावरचं आले नाही. नाही का म्हणतात, की असं, असं मॅनेजर बोलला म्हणून आम्ही कामावर नाही आलो, नाही का? अच्छा, मग म्हटले अ असं नाही बोलायचं."
हां. बरोबर. <chuckles> हं, हं. हं. अच्छा. मग अ, जसं तुम्ही सांगितलत हं, हं. अ, जसं तुम्ही सांगितलत की अ, अ, एक मं अ, प्रकारचं काय म्हणू शकतो आपण? विश्वास भंग झाला तुमचा आणि त्या अ, न जे ऑपरेटर्स जे होते ते, अ, युनियन अ, दाखवून ते सोडून गेले. तर
हां, हां. नाही विश्वास भंग नाही झाला. अ, तर काय झालं
हां. म्हणजे म्हणजे तसं नाही म्हणत आहे मी, त्या अर्थाने नाही. पण एक प्रकारचं त्यांनी मिसंडरस्टँडिंग त्यांनी केली ना, की मॅनेजर आम्हाला का बोलतोय? किंवा एक पॉवर त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला.
हं, हं. हं. अ, त्यांनी काय पॉवर दाखवली माहिती आहे का? त्यांना असं वाटलं की आता सुपरवायझर बदलून टाकले एवढे. आता आम्ही मॅनेजरला बदलून टाकू. त्यांच्या डोक्यात विचार ते होता. आता सी-ई-ओ म्हटला की ठीक आहे "त्यांना म्हटलं तुम्ही कंपनीत या बोला. पहिले बोलायचं माझ्या संग मग तुम्ही हे करा." तर मग कॅमेरा सगळीकडेच आहे. आवाज सगळीकडेच आहे. सी-ई-ओने सगळ्या गोष्टी बघितल्यात. मग त्यांना दुपारी बोलावलं लंच टाईमच्या टायमिंगला ते आले. मग त्यांचा ए लीडर होता त्याला घेतला आतमध्ये आणि मग म्हटले
अच्छा. हं, हं. हं, हं. बरोबर. हां.